मला सांगा तुम्हाला कोणत्या स्टिरियोटाइप सगळ्यात जास्त त्रास देतो आणि कधी प्रथम लक्षात आलं तुम्हाला?
तर अ, अ, स्टिरियोटाइप म्हणजे आपलं कसं असतं की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटलो किंवा कुठल्यातरी गोष्टीबाबत आपला एखादा छोटासा अनुभव असला, तो चांगलाही असू शकतो तो वाईटही असू शकतो. पण चूक लोक काय करतात की अशा वेळेला एक मनोवृत्ती बनवून घेतात. की अमुक-अमुक लोक अशीच असतात अशीच वागतात आणि त्यांच्यापासून आपण लांब रहावं. तर ह्याला एका पद्धतीने आपण स्टिरियोटाइप म्हणू शकतो. आता स्टिरियोटाइप जेव्हा खूप निगेटिव्ह असतं, तेव्हा त्याचे तोटेही होतात आपल्याला बऱ्याच वेळा. आणि त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला इथे द्यायला आवडेल. <coughs>
हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं.
आता आजकाल तुम्ही पाहिलं असेल की अ, YouTubeवर म्हणा, सगळीकडे म्हणा भारतीय लोकांची इतकी बदनामी होते. म्हणजे लोक नाही का उगीचच अ, बुर्ज खलीफावर जाऊन नाचतात किंवा तिथल्या परदेशातल्या ट्रेनमधनं बाहेर कचरा टाकतात, थुंकतात.
हं. हं, हं. हं, हं. हां, हां. <chuckles> बरोबर. हो, हो.

हं, हं. तर तुमच्यासोबत झालं आहे असं कधी?
आणि हो, हो, बऱ्याच वेळा झालं आहे. तर म्हणजे आता हे जे उदाहरण दिलं प्रत्यक्षात हे संभाषण झालं होतं माझं एका व्यक्तीशी. पण तेव्हा बरेच पाहुणे आले होते आणि त्यातले काही पाहुणे तर आपण नाही का हात जेव्हा मिळवतो वगैरे असं लोकांशी हँडशेक करतो, ते मला हातही लावायला तयार नव्हते आणि ते बोलत होते माझ्याशी, पण मला असं कळत होतं, की ते जरा लांब राहतात आहे माझ्यापासून आणि म्हणजे जास्त म्हणजे नाही का कम खूप विचार करून बोलत आहेत का असे कुठेतरी घाणेरडा भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. तर अशा वेळेस थोडा रागही येतो हो. म्हणजे नाही का आता तुम्ही आमच्या देशात पाहुणे म्हणून आलात आमच्या ऑफिसमध्ये आलात. आम्ही तुमचा इतका आदर करतोय, सत्कार करतोय तरी तुम्ही असे वागताय आमच्याशी. मग एक रागही येतो आपल्याला आणि कुठे ना कुठेतरी वाटतं की काय चाललंय असं?
हं, हं. अच्छा. हं, हं. हं. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं. बरोबर. बरोबर. अगदीच. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. अगदीच नाही. हो, हो.